खरं तर संगीत आणि मनुष्य ह्याचा अगदी जन्मापासून एकमेकांशी संबंध आहे.
अगदी बरोबर.
पण जसं-जसं हे संगीत आपल्याबरोबर मोठं व्हायला लागतं आणि मग ह्या संगीताची जी गोडी आहे ती चित्रपटांच्या गाण्यातून येते, तेव्हा मात्र काही मजा औरच असते. तर असं कोणतं चित्रपटाचं गाणं आहे का हो तुमच्या आवडीचं? आणि कसं असतं ते तुमच्या कसं बसत तुमच्या आवडीत एखादं गाणं?
हं. हां. येस. मी सांगतो, की अ, चित्रपटातली जी काही गाणी आहेत, ती मला खूप आवडतात. म्हणजे मी असं पर्टिक्युलर एक गाणं, असं सांगू शकत नाही. मला खूप गाणी आवडतात. त्यामुळे आणि ते माझ्या अ, आवडीत कसं उतरतं? तर अ, सगळ्यात आधी आपल्या कानावर पडतं ते अ, गाणं सुरू होण्याच्या आधी म्हणजे लिरिक्स होण्याच्या आधी, आपलं एक म्युझिक पडतं. त्यानंतर मग ते एक अ, लिरिक्स गाण्याचे बोल सुरू होतात. त्याच्या आधी जो माझ्यावरती प्रभाव असतो ना, त्या म्युझिकचाच आधी पडतो खरं सांगायचं तर आणि मग त्यानंतर मग अ, शब्द सुरू होतात, ध्रुवपद येतं आणि मग अंतरे असतात काही-काही. अ, उम्म, ती लकप असते, गायकाचा आवाज असतो अ, उम्म, आणि फार गंमत-जंमत असते ते म्हणजे ऐकण्यात, की तुम्ही एकच अ, हे मला आवडतं असं नाही. अशा अ, वि विविध आवडींचा तो एक बंच असतो. त्या बंचमुळे खरं तर मला ते अ, गा गाणं भावतं.
अरे वाह! हो. बरोबर. अच्छा. अरे! <chuckles> पण मग असं एखाद फिल्मी गाणं, जसं आपण आता आपल्याकडे बॉलिवूड, टॉलीवूड, मॉलिवूड असे भरपूर वूड आहेत आणि हॉलिवूड तर आहेच आहे. पण मग ह्यातला-ह्यात तुमचं एखाद, एखाद्या फिल्मच आवडीचं गाणं कोणतं आहे सांगाल का जरा?
हं, हं. हं, हां, बर, बरोबर. आहेच आहे, करेक्ट. अ, त्यातल्या-त्यात थोडंसं एक अ, आपण असं म्हणूयात की अमर अकबरचं गाणं अ, "अमर अकबर अँथोनी" नावाचा जो चित्रपट आहे त्यातलं एक गाणं आहे, अ, "हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे, बोलो तो जिये बोलो मर जाये" त्या ते जे गाणं आहे, ते मला फार आवडतं. अ, कारण ते फारच वैशिष्ट्यपूर्ण गाणं आहे खरं सांगायचं त म्हणजे अ, त्याची इतिहासामध्ये ही अशी नोंद आहे की अ, जे 3 दिग्गज गायक होते किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश, हे तिघेही एकाच गाण्यात, एकत्र गायलेलं, हे एकमेव गाणं आहे.
हां, हां, हां. हं, हं. अरे वाह! वाह! हं, हं. किती छान. हां, हां, हां. हं. बरोबर. एकमेव गाणं आहे. हो, कारण 3 कॅरेक्टर त्याच्यामध्ये ते गाणं गात आहेत.
करेक्ट, करेक्ट आणि गंमत आणि दुसरी गंमत अशी आहे की ज्या त्या जे नायक आहेत त्यांना तर वेगवेगळे आवाज आहेत. पण ज्या नायिका आहेत, त्या पण गात आहेत त्यांच्यासोबत. तर त्यांना एकच आवाज आहे, लता दीदींचा. असं तो छान ते फार आवडतं मला ते. कारण त्याच्यामध्ये म्युझिक त्याच्यामध्ये अ, व्हरायटी आहे. तिन्ही अ, गायक असल्यामुळे. अगदी वेगवेगळ्या स्केलवर त्यांनी गायले आहेत. वेगवेगळ्या अ, संगीत वेगवेगळ्या म्हणजे त्यांचे जे काही धर्म दाखवले आहेत, त्या धर्माच्या अनुषंगाने आहे ते थोडंसं गाणं. अ, त्या स्टाईलमध्ये गायले आहेत ते.
आणि हां, हां. बरोबर. <chuckles> हो ना. हो, लता दीदींचा. अगदी बरोबर. बरोबर. हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. हो ना. पण मग आता हे गाणं आहे, याचे जे तुम्हाला म्हणत आहेत तुम्हाला ते अगदी सुंदर वाटत छान वाटतं. पण म्हणजे असं काही स्पेसिफिक आहे का, की बाबा एखाद्या गाण्याचे शब्द आहेत, एखाद्या अ, गायकाचा आवाज आहे किंवा काही वेळेला बघा, बऱ्याच वेळेला असं असतं की जी संगीत वाद्य असतात इन्स्ट्रुमेंट्स
तर मला हं. हं. हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं. हां, हां. हां, हां.
त्यांचीच अ, रचना केलेली एक वेगळ्या प्रकारची असते. किंवा एखादं असं व्हिज्युअल असतं, की सीन असतो एखादा आणि त्याच्यावर ते गाणं इतकं चपखल बसलेलं असतं. ते असं वाटतं ह्याच्या व्यतिरिक्त हा सीन आणि हे गाया गाण्या व्यतिरिक्त, दुसरं कोणतच गाणं इथे बसलं नसतं. असं काही आहे का हो तुमच्या आवडीचं?
बरोबर, बरोबर. हां. हां. हां. ओह! येस येस. अ, तुम्ही जर अ, मग तसं जर म्हणायला गेलात तर मग थोडंसं दुसरं गाणं मी सांगेल तुम्हाला. "शान" चित्रपटातलं गाणं आहे. "जानू मेरी जान" नावाचं एक गाणं आहे. तर ते फनी सिच्युएशनमधलं गाणं आहे, की अ, कॅरेक्टर्समध्ये त्या अ, नाराज होतात त्या नायिका, त्या दोघीजणी जातात आणि द ते दोघेजण भाऊ असतात नायक, ते त्यांच्या मागे गाणी म्हणत चालतात. तर त्या सिच्युएशन अशी होती, की ते दोघीजणी डबल डेकरमध्ये बसतात. हे लोकं सायकलवर येतात आणि ते गाणं म्हणत चाललेत. तर तुम्ही तेव्हा त्या संगीताची बाजू बघाल ना तेव्हा, तर बसचा आवाज आहे. बसचा थांबण्याचा आवाज आहे. बस जी अ, बेल देतो आपण कंडक्टर बेल वाजवतो ते त्या बेलचा आवाज आहे आणि ते वेगळं म्हणून नाहीये बरं का. ते गाण्याच्या संगीतामध्येच आहे.
अहां. ओके. ओके. ओके. हां, हां, हां. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. संगीतामध्येच आहे, वाह! वाह! वाह! वाह!
संगीतामध्येच इन्क्लूड आहे ते. ते असं वेगळं डायलॉग जसं बोलता आपण गाणं थांबवून आणि मग ते अ, गाणं पुढे जातं. तर तसलं नाहीये ते. ते गाण्यामध्येच चालू आहे आणि ते बेलचा आवाज येतो आणि हे दोघेजण सायकलवर बसून असे एक द, एक सायकल पण दोन माणसं त्याला पायडल मारू शकतात अशा प्रकारची ती सायकल. ते लोक घंटी वाजवतात. ते घंटीचा त्या म्युझिकशी संबंध आहे. ती आपोआप आलेली नाही. तर ते फार मला भारी वाटतं. त्यात त्या लोकांची
बरोबर. म्हणजे एकंदरीत ज्या प्रकारे संगीत रचना आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या इन्स्ट्रुमेंट्सचा तो वापर केला आहे. तो तुम्हाला फार भावलेला आहे इथे.
हां, हां. वापर केलेला आहे. फार भावलेलं आहे आणि ते गाणं त्या सिच्युएशनमध्येच होऊ शकतं आणि मला असं तर वाटतं, की ते जे कलाकार होते ते त्यांच्यावरच चित्रित झालं पाहिजे आणि त्यांच्यावरच चित्रित झालंय, खरं सांगायचं तर.
बरोबर. आता बघा आपल्या देशामध्ये जसं मी पहिला म्हणाले, की बॉलिवूड, टॉलीवुड, मॉलीवुड असे बरेचशे <chuckles> आपले अ, वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट घेऊन येणाऱ्या इंडस्ट्रीज भा देशामध्येच आहेत. तर ह्याच्यामध्ये कधी तुम्हाला असं वाटलं का? की बाबा, अ, मराठी चित्रपट गीत आहे किंवा हिंदी चित्रपट गीत आहे किंवा आणखीन दुसऱ्या कोणत्या भाषेतलं असं गीत आहे, की ज्यांच्यामध्ये शैलीत फरक पडतोय. तुम अ, किंवा त्यांच्या ज्या भावना व्यक्त करण्याची पद्धत आहे गाण्यांमधून, ती वेगळी आहे. असं कधी जाणवलंय का? आणि जाणवलंय तर उदाहरण द्याल का?
हं. हो, हो. हो, हो. हो, हो. हां, हां, हां. आहेत, आहेत, आहेत. हं. हं, हं. हां, हां. हो. हां. हं. ओके. येस येस. नक्की, नक्की म्हणजे मी अ, 3 भाषांचे चित्रपट बघतो. 3 भाषांचे म्हणण्यापेक्षा 1 साउथ इंडियन आहे त्या 4-5 भाषा आहेत. तर आपण त्यांना फक्त साउथ इंडियन म्हणूयात. ते एक मराठी आणि हिंदी एक. मराठी हिंदीचे शब्द कळतात त्यामुळे मराठी. तर मराठी जे पण असतात ते अ, त्यामध्ये काव्य, कविता अ, याचा फार अ, फार महत्व आहे. त्याला एक अ, हो किंवा कदाचित मी मराठी असल्या कारणाने मला ते अधिक खोलवर अ, कळतात त्या अ, शब्द त्यांच्या तिकडे जे काही केलेलं नियोजन, शब्दांच नियोजन. ते एक असतं आणि हिंदीमध्ये थोडंसं अ, गीत असं म्हणूयात. हे जसं काव्य असतं कविता असतात तर हे गीत. थोडंसं अ, असं वरवर सर्व सामान्यांना आकर्षित करेल असं असतं. आणि मराठीचं थोडंसं अ, मराठी माणसालाच अ, खूप समजतं ते गाणं म्युझिक. काही, काही आहेत मराठी गाणी की ती सगळ्यांनाच आवडतात. पण काही, काही अशी असतात बरीचशी अशी आहेत, की ती मराठी माणसांनाच ती गाणी कळतात. आणि अ, साउथची गाणी म्हणाल तर तिकडे एक त्यांचा एक पार्टिक्युलर एक रिदम आहे. त्या रिदममध्येच गाणी आहेत तुम्ही बघा. म्हणजे त्यांचे शब्द नाही कळत आपल्याला पण रिदम कळतो. अ, नाचावसं वाटतं किंवा ते नाचताना ती मंडळी बघायला आपल्याला आवडते. अ, तर त्यांची ती पारंपरिक वाद्यांना त्यांनी आधुनिक अ, वाद्यांची साथ देऊन ते अ, म्युझिक तयार केलेलं असतं. पण ते छान वाटतं ऐकायला मला तरी.
अरे वाह! हं, हं. बरोबर. अच्छा. हा, हा. अरे वाह! बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हां. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. बरोबर. अरे वाह!
हं. असं आहे ते.
तर हे आता ह्या ज्या संगीताचे जे तुम्ही वेगवेगळे उदाहरणं देत आहात, तर त्यातली जर अशी गाणी पण सांगितलेत तर मला खूप आवडतील ती ऐकायला.
हं. हां. तर हां, मग एक अ, तुम्हाला छान गाणं सांगतो जे माझ्या अ, लहानपणापासूनच आत्तापर्यंतचं एक अ, मोटिव्हेशनल सॉंग म्हणूयात. मी जेव्हा लहानपणी ऐकलं, तेव्हा ते अगदी बालगीत आहे, असं मला वाटायचं. पण जेव्हा-जेव्हा मी जस-जसा मोठा होत गेलो, त तर मला कळलं की त्या गाण्यामध्ये फिलॉसॉफी आहे आणि ती आपण आत्मसात केली पाहिजे आणि मग त्या अ, फिलॉसॉफीला मी आत्मसात करतो. तर ते गाणं मी लहानपणी ऐकलं होतं. ते गाणं आहे, गाडी बुला रही है, सिटी बजा रही है. मी तुम्हाला थोडंसं गाऊन दाखवतो ते, म्हणजे थोडंसं तुम्हाला अ, लक्षात येईल का काय नेमकं काय बालगीत वाटतं ते. अ, तर ते गाणं असं आहे की, गाडी बुला रही है, सिटी बजा रही है. चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है. अशा प्रकारचं ते गाणं आहे. हां, तर हां.
अच्छा. अच्छा. अरे वाह! कोणतंय बरं ते गाणं? हं, हं. अच्छा! प्लीज, प्लीज! वाह! किती छान! म्हणजे खरोखर एखादे शब्द आणि त्या शब्दांना लाभलेलं संगीत, ह्यांमुळे जो काही आपल्या मनावर एक परिणाम साजला साधला जातो, तो अतिशय अ, म्हणजे मी म्हणेल की वाखाणण्याजोगा असतो बऱ्याच वेळेला.
हं. हं, हं. हो, हो. हं. बरोबर. हां.
बरं तुमच्या आता तुम्ही जर आता हे मला जे संगीत सांगत आहात सगळं जे आपल्या बॉलिवूडच आहे आणि अ, सगळ्या हिंदी मेजरली गाण्यांमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट दाखवताय तुम्ही, पण याच्यामध्ये बघा तुमचं असं म्हणतो ना आपण एक, एक अ, बॉलिवूडमध्ये पण वेगवेगळे जॉनर आहेत गाण्यांचे. आणि मग त्याच्यामध्ये तुमचं कमर्शियल म्युझिक आहे, क्लासिकल म्युझिक आहे. अगदी आत्ता-आत्ताचं म्हणालात तर, अ, रिमिक्स आहेत रेट्रो ट्रेंड्सचे. म्हणजे जुनी अगदी ब्लॅक अँड व्हाईटची गाणी आत्ता नवीन करून यायची. तर ह्याच्यात तुमचं असं आवडीचं काही आहे का मग?
हां, हां. हां. हो, हो, हो. हो, हो. हो, हो. हं. बरोबर, बरोबर. हां. अगदी बरोबर. हां, हां, हां, हां, हां. बरोबर. बरोबर, बरोबर. अ, मला अं, तसं बरं म्हणाल तर अ, 90ज पर्यंत किंवा अ, साल 2000 पर्यंतची जी गाणी आहेत ती, मला जास्त भावतात. अगदी 60ज ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही जसं म्हणालात. तेव्हापासून तर अगदी 2000, 2005 पर्यंत आपण म्हणूयात. अ, म्हणजे
हो. अच्छा, का हो, 2005 नंतर असं काय झालं आहे?
अ, अ, अ, थोडंसं म्युझिक लाऊड झालं आहे. अ, त्यामध्ये अ, काव्य हरवलं आहे. अ, काही-काही गाणी आहेत. अगदीच सगळेच अ, खराब आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. पण काही-काही गाणी आहेत की ती अ, शब्द छान आहेत. म्हणजे अ, आपण गाणं म्हणतो आहे आणि अ, गाण्यामधले शब्द जर कळत नाही, तर मग त्याचा उपयोगच नाही ना हो. नाही का? हां, म्हणजे मग काहीच म्हणजे मी गुणगुणूच शकत नाही ते गाणं आणि गुणगुणलं तरी मग ते अ, चुकीचे शब्द गुणगुणतो आहे आणि बरीचशी गाणी आता अशी आहेत त्यामध्ये इंग्रजी शब्दांचा मारा असतो. अ, त्यानंतर अ, रॅपसारखं त्याला जास्त अ, कंटेंट त्यामध्ये असतं. अ, पंजाबी शब्दांचा त्यामध्ये खूप इंग्रजी, पंजाबी, अ, हिंदी असं फार ते मिक्सचर असतं. त्यामुळे ते त्या गाण्यांचा मला अर्थच कळत नाही म्हणजे लागत नाही. मी फार स्लो होऊन जातो मग ते माझा मेंदू फार.
ओके. अच्छा. हं, हं, हं, हं, हं. बरोबर, अगदी बरोबर. हं, हं. अ, हो. अच्छा. पण आता तुम्ही जे म्हणता आहे की अ, ब्लॅक अँड व्हाईट गाणी पासून ते आतापर्यंत दोन हजार पाच पर्यंत आवडतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही स्पेसिफिक आहेत का? कारण ब्लॅक अँड व्हाईट जमाना जर म्हटल, तर बऱ्याच वेळेला बरीच अशी फेमस गाणी आहेत जी क्लासिकल गाणी आहेत. म्हणजे अगदी रागबिरादरीवर अ, म्हणतो ना आपण त्याच्यावर बेस गाणी अशी आहेत. मग त्यातलं एखाद कोणतं आहे का आवडीचं असं खास?
हं. हं, हं. हां, हां, हां. हां. हं, हां. हो, हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हो, हो, हो. बेस्ट गाणी आहेत. हां. अ, अ, म्हणजे मला ते अ, अ, रागावरती अगदीच अ, बेस्ट गाणी असतात ते मला फार म्हणजे कळत नाही. राग वगैरे मला कळत नाही. त्यामुळे अ, मी त्या भानगडीत पडत नाही. तरी पण एक अ, गाणं आहेच असं जुनं अ, "मधुबन में राधिका नाचे रे." ते जे गाणं आहे ते ते ते मला फार भावतं ते. म मला अ, रागदारीमधलं अ अगदी बरोबर, अगदी. येस, येस, येस. इतकं अवघड गाणं आहे ते. म्हणजे ऐकतानाही अवघड होऊन जातं ते. इतकं अ, अवघड गाणं आहे आणि तेच जर आपण पुन्हा थोडंसं अ, अ, पडोसन सारखा चित्रपट बघितला. त्याच्यामध्ये अ, एक अ, किशोर कुमार आणि मन्ना डेच आहेत पुन्हा तिकडे, तर त्यांची पण एक जुगलबंदीच आहे. तर ती ऐकताना गंमत वाटते. पण "मधुबन में राधिका नाचे" जेव्हा ऐकतो तेव्हा असं भीती वाटते की, अरे बापरे! अ, भीती इन द चांगल्या अर्थाने भीती हं, म्हणजे अरे, किती अवघड गात आहेत हे लोकं कसे अ,
हं, हां. अरे वाह! मन्ना डे आणि रफीजींची आय थिंक त्याच्यामध्ये जुगलबंदी आहे. हो, हो, हो. बरोबर. हां. बरोबर. हो, हो, हो. हं. <chuckles> बरोबर. अवघड गात आहेत आणि त्यातले शब्दही फार समर्पक आहेत त्या गाण्यांमधले. आणि जर आपण असं पाहायला जाऊ, की एक चांगला आपण म्हणतो ना की संदेश ते देत आहेत
समर्पक आहे. हो, अगदी बरोबर. हं, तर ती देतात-देतात. दोन्ही गाणी देतात बरं का तिथं हो दोन्ही दोन्ही गाणी, ते अगदी फनी ल, वेमधे जाणारं गाणं असलं ना तरी ते देतातच. "एक चतुर नार करके शृंगार" आणि मग ते अ, अडधम-अडधम ते जे काही केलं आहे त्यांनी वाह, वाह, वाह, वाह! म्हणजे हॅट्स ऑफ. येस, येस ते म अवघड आहे फार ते. थोडंसं अ, कळते.
समाजाला. हो, हो. दोन्ही-दोन्ही. "एक चतुर नार म्हणत आहात ना तुम्ही, पडोसनचं." हो, हो, हो, हो, हो. खरं आहे. <laughs> ताल-ताल बोललेला आहे तिथे त्यांनी. तालाचे पलटे त्याला म्हणतात. ते त्यांनी तिच्यात घेतले आहेत आणि खरोखर ते सगळं करणं म्हणजे किशोर दादांसाठी अ, हॅट्स ऑफ टू हिम.
करेक्ट, करेक्ट. अ, हां, हां, हां. हॅट्स ऑफ. आणि ह्या लोकांचा मोठेपणा आहे की ते अ, मन्नाडेंचा की ते त्यामध्ये हारतात नाही का? ॲक्चुअली ते हारूच शकत नाही, किशोर कुमार बरोबर. कारण किशोर कुमार हे तसे क्लासिकल गायक नाहीत. ते अगदी न शिकता अ, जॉनर वेगळा आहे.
हो. <laughs> हो, प्रत्येकाचा जॉनर वेगळा आहे. पण त्यांनी तिथे केलेला जो प्रयत्न आहे तो अप्रतिम आहे म्हणजे
हो, हो, हो, हो. अप्रतिम आहे. आहे प्रतिम. बरोबर, बरोबर.
कारण मन्ना डेंच्या समोर बसून त्यांच्या शैलीत गाणं हे सुद्धा एक मोठं चूक अ, काय म्हणतात ना एक अ, साहस आहे.
ब बसून गाणं आहे ना. अरे, हीच मोठी येस, येस, चॅ चॅलेंज आहे चॅलेंज. चॅलेंज आहे. हो साहस आहे एक.
हो, एक साहस आहे आणि त्यांनी खरोखर लीलया पेललंय तिथे. अशी बरीच गाणी आहेत, की ज्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रागांचं आणि वेगवेगळ्या म्हणतो ना, की प्रकारांचं दर्शन मिळतं. जसं तुम्ही अजून एक अ, अजून एक चित्रपट मला आठवतो तो मी सांगू का इथे जरासा?
हो, हो, हो. येस. म्हणजे अशी खरंच गाणी आहेत, हां. हो, हो, हं. हां. येस, येस. नक्की, नक्की सांगा ना आपण बोलू. हो, हो. अरे बापरे! पाकिजा झाली, मुगले आझम झालं. अ, अशी आहे गा म्हणजे का ती अ, उत्सव पिक्चर आताच्या आत्ताच्या अलीकडच्या 80ज च्या काळातला उत्सव नावाचा. "मन क्यू बेहका रे बेहका, आधी रात को."
"पाकीजा" मध्ये गाणी खूप सुंदर आहे. हो, हो, हो. हां. बरोबर. ते तर त्याच्यात तर जुगल ब म्हणजे दोन अ, आय थिंक अ, मंगेशकर बहिणीचं आहेत.
बहिणीचं आहेत हो, हो. लतादीदी, आशाताई अशा त्या दोघी आहेत त्यामध्ये. येस, येस.
आणि त्यांनी गा हो, हो. ते ही सुंदर कॉम्बिनेशन आहे. त्यातलं अ, अजून आपले अ, सुरेश वाडकरजींचं पण जे संध्याकाळचं गाणं आहे.
हां, हां. सुरेश वाडकर, हो, हो, हो. अरे बाप रे! ते तर अ, म्हणजे तेच ना मग असे ते रागदारीवरची जी गाणी असतात ना ते अ, म्हणजे मला असं वाटतं, की मी जे गाणं गुणगुणवू शकतो ना असं सहज ती मला थोडीशी जास्त आवडतात आणि ही आहे की, हां.
बरोबर. बरोबर. मग आता जाता-जाता एखादं असं सुंदरसं गाणं जरा गुणगुणून दाखवाल का?
आं, अ. ठीक आहे चालेल. आपण थोडंसं मोटिव्हेशनलकडे वळूयात आणि मी गुणगणतो, की येस पटकन लगेच. येस, येस. अ, "जीवन चलने का नाम, चलते रहो सुबहो शाम. जीवन चलने का नाम." आता हा वेळेअभावी मी एवढचं गातो अ,
पटकन 2 लाईन. खरंच खूप सुंदर आहे, हे ही गाणं आणि मला खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. खूप धन्यवाद, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल.
हं. मीचं मला. अ, मलाही खूप छान वाटलं. पुन्हा भेटू पुन्हा बोलू. अ, खूप-खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू वेरी मच.
खूप धन्यवाद.